हो, पण ते चुलीवरची ती वेगळीच आणि ती अ, तिची जी रेसिपी आहे ना, ती पण वेगळी आहे. आणि ती म्हणजे ना अ, तिने घरगुती मसाला बनवलाय काळा मसाला आपण जसं उन्हाळ्यामध्ये बनवतो ना.
बरं. हां, हां, हां.
हां, तर तिने तसा मसाला बनवलाय, जसं की आपण कांदे वगैरे भाजवून त्यानंतर अ, अ, खोबरं वगैरे असं भाजून उन्हात वाळू घालायचं एक 9 ते 10 दिवस. हां, मग त्याची छान असं वाळल्याच्या नंतर असे ते कडक होतात, मग त्याचा बारीक मसाला करायचा. तसं आमच्याकडे मसाल्याची गिरणी आहे छोटीशी, आम्ही तो मसाला घरीच बनवतो.
हां. हं, हं. हं. क्या बात है! अच्छा. क्या बात है! म्हणजे आणखीनच त्याची चव अशी एन्हान्स होते. <chuckles>
हां. हो, अ, इन्हांस होते आणि मग तो मसाला वगैरे तिनी वर्षभराचं असं साठवून ठेवलेल्या डब्यामध्ये आणि ती काळ्या भाजीमध्ये म्हणजे तीच नाही की आपण नॉन-वेजची वगैरे पण भाजी बनवून तो एक म्हणजे आम्ही दुसरा कोणताच मसाला टाकत नाही ती तोच मसाला यूज करते.
हं. हं, हं. अरे, वाह!
आणि हां, तर मग 1 चमचा पण टाकला ना, तर एकदम अशी छान अशी गावरान पद्धतीची भाजी आणि ती हरभऱ्याच्या डाळीची आमटी इतकी भारी लागते ना, म्हणजे एक म्हणतो ना आपण आईच्या स्वयंपाकाची एक अ, ती आठवण आहे माझ्या आमटीची. आणि अजूनही ताजीत आहे. जसं म्हणजे तेव्हा कसं अ, लग्नाच्या आधी ठीक आहे बाबा आईच्या हातचं पण लग्नाच्या नंतर कसं आपण सासरी खूप मिस करतो ना ते जेवण.
वाह! वाह! हो ना, प्रश्नच नाही. हो ना. जास्त आठवण येते नाही का? <laughs>
हो. आणि मी ज जेव्हा पण म्हणजे एखाद्या वेळेस आमटी ट्राय करते ना, तर अ, मला म्हणजे त्या आमटीची खूप आठवण येते.
मग असं हं हं.